घरी आणि बाहेरची ओळख वेगळी भासणे, ही एक आधुनिक जगातील सामान्य अनुभूती आहे तसं बघायला गेलं तर. आपण जसे घरी असतो, तसेच बाहेर असू असं नाही. तर तुम्ही तुमची घरची आणि बाहेरची ओळख कशी सांभाळता बरं आणि ती वेगळी वाटते का तुम्हाला मुळात?
हं. हो ना. खूप वेगळी वाटते, म्हणजे काय आहे ना, बाहेर माझं जे जॉब आहे, त्यात माझी एकदम सीनियर लेव्हलची पोझिशन आहे
बरं.
आणि मी म्हणजे माझी डिपार्टमेंट हेड आहे, तर ऑफिसमध्ये ना, सगळे मला खूप अ आदर, सन्मान देतात आणि एकदम असं म्हणजे बॉस लेव्हल वाटतं मला. पण घरी काय ना, घरी तर आई-बाबांसोबतच असते, तर तिथे आईची म्हणजे लहानपणापासनं आई आपल्याला कसं बॉस लेव्हलवर नाही वागवत. तिथे घरी आई बॉस लेव्हलवर असते, तर मग हा खूप म्हणजे वेगळी ओळख आहे माझी. म्हणजे घरात माझं काहीच बॉसीपणा चालत नाही तिथे आई बॉस आहे. आणि तिच्याखाली ती जे म्हणेल, ते मी केलं पाहिजे असं असतं.
हं. हां. अर्थातच. हो. <chuckles> अगदी बरोबर आहे. पण हे अ, वेगवेगळं वाटण्यामध्ये अ, सर्वाधिक महत्त्वाची भावना कोणती आहे तुमची, म्हणजे बॉस असणं एक गोष्ट असते. पण डॉमिनेटिंग असणं ही दुसरी गोष्ट असते. तर त्यात काही साम्य आहे का तुमच्या स्वभावात बाहेरच्या ओळखीत आणि आतच्या घरच्या ओळखीत?
म्हणजे बाहेर काय आहे ना, की मी एकदा जर का काही म्हंटल ना, की ते लगेच होऊन जात. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये मी मला ते लोक हिटलर पण म्हणतात. की मी ऑफिसमध्ये आल्याबरोबर माझी एंट्री झाल्याबरोबर तिथे म्हणजे एकदम असं सन्नाटासारखा, की अरे बाबा बॉस आलेत आता पटापट, पटापट आपलं काम करून, आपल्याला द्यायला हवं. आणि कोणी काही म्हणजे असा टाईमपास करताना दिसू नये. ऑफिस अवर्समध्ये फक्त काम म्हणजे काम. ब्रेक टाईमला तुम्हाला जे हवं ते करा. तर अ, डिसिप्लिन ही खूप गरजेची आहे मला असं वाटतं आणि डॉमिनेटिंग नाही म्हणणार मी त्याला, पण अ, शिस्त असलेली म्हणजे एक प्रोफेशनल एन्व्हायर्नमेंट आहेना ते, तर तिथे आपण वाटेल तसं वागणं हे बरोबर नाहीये, कारण तुम्ही तिथे काम करायला आला आहात. आपण सगळेच तिथे एखाद्या कंपनीसाठी काम करत आहोत, मग तिकडच एक प्रोफेशनलिझम मेंटेन व्हायला पाहिजे, तर त्यासाठी मी तिथे खूप स्ट्रिक्ट असते. पण घरात आल्यावरती मला तसं वागायची गरजच नाहीये, तर घरात मी एकदम रिलॅक्स्ड आणि एकदम म्हणजे आईची छोटीशी मुलगीच आहे असंच असतं माझं.
हं. अरे बापरे! <laughs> बापरे! मलाच भीती वाटतीये आता. हां. नक्कीच, नक्कीच. बरोबर. हो. हं. हं. किती गोड. खूपच छान. म्हणजे अ, हे झाले एक फरक असं म्हणता येईल. मग साम्य काय आहे तुमच्या अ, ओळखीत किंवा स्वभावात म्हणजे तिथे ही मुलगी कशी वागते आणि इथे ही मुलगी कशी वागते बरं?
हं. म्हणजे एक आपण म्हणतो ना, आपण अ, सातत्य ठेवतो. अ, म्हणजेच ए इथे एक वागते आणि तिथे एक वागते असं नाहीये. आता आदर-सन्मान मला असं वाटतं ना, की अ, आपण म्हणतो ना, रिस्पेक्ट इज अर्न्ड. म्हणजे तुम्ही आदर कमवावा लागतो. ते तुम्ही मागून किंवा कोणाला डॉमिनेट करून ते तुम्हाला नाही भेटत. तर हीच गोष्ट माझी घरातही असते, की मी माझ्या आई-बाबांना खूप आदर-सन्मान करते, खूप त्यांची काळजी करते, प्रेम दे करते त्यांच्यावरती आणि हे त्यांना कळतं. आणि ऑफिसमध्ये पण मी तशीच आहे. हां. तिथे शिस्त आणि डिसिप्लिन हे हवं, प्रोफेशनलिझम हवं. पण त्याचबरोबर माझ्या अख्ख्या टीम मेंबर्सना, माझ्या ऑफिसच्या सगळ्यांना, सगळ्या स्टाफना हे माहिती आहे, की मी प्रत्येकाची खूप काळजी करते आणि प्रत्येकाला काय हवं, नको, जर का एखाद्याला काही स्ट्रेस असलं, प्रॉब्लेम असला, तर ते बिनधास्तपणे माझ्याशी येऊन बोलू शकतात. तर ते एक आपण म्हणतो ना, अप्रोचेबल नेचर, हे दोन्ही ठिकाणी माझं अ, सेम आहे.
त्यात सिमिलॅरिटी काय आहे? हं. हां. हम्म. बरोब बरोबर. हो. हं. हम्म. हो. खूपच छान! त्यांना अ‍ॅक्सेस आहे. तुमच्याकडे कधीही जेव्हा पाहिजे तेव्हा. किती छान. पण बघा ना, हे घरच्या आणि बाहेरच्या अ, ह्या सगळ्या अ, ताळमेळ बसवण्यात किंवा ही सर्कस म्हणू शकतो, करता-करता कधीतरी मनावरही दडपण येत असेल ना हो. कारण ही ओळख वेगळी आहे. तिथेही वेगळं वागावं लागतंच, नाही म्हटलं तरी. घरात किंवा बाहेर. तर ते दडपण तुम्ही कसं हाताळता?
हो, हो, हो. हं. हं. म्हणजे ऑफिसचं काय असतं ना, की ऑफिसमध्ये ए हजार कामं असतात. म्हणजे एक वेळेस आपण बघतो की टीम मेंबर्सना सांभाळायचं आहे, त्यांनी प्रत्येकाने आपापलं काम वेळेवर केलं पाहिजे. कोणी काही व्यवस्थित केलं नाहीये, कोणाचं काम बरोबर झालंय, वेळेवर झालंय की नाही, प्रोजेक्ट डेडलाईन्स मीट केले की नाही आणि त्यासोबत वरचे जे आपले आणखीन कंपनीचे बॉसेस असतात, आपले सीनियर्स, त्यांचंही प्रेशर असतो आपल्यावरती.
हो. हो.
मग आणखीन 4 ठिकाणी आपल्याला साईट व्हिजिटला जावं लागतं, कॉन्फरन्सेस असतात, मीटिंग्ज असतात, तर ऑफिसमध्ये थोडाफार स्ट्रेस हे असतंच. तर मानसिक तणाव तिकडे असतो, पण घरी आल्यावरती ते नाहीसं होतं. कारण घरी आपल्याला माहिती आहे, की आई-बाबा आहेत आणि त्यांच्यासोबत आपण मनसोक्त म्हणजे मनमोकळं होऊन आपण बोलू शकतो, शेअर करू शकतो. आता ती गोष्ट ऑफिसमध्ये नसते. तर ऑफिसमध्ये थोडसं असं त्याचं आपल्याला भार वाटतो, पण ते घरात नाही वाटत.
हं. हं. हां. आ, नाही तो भार सगळा उतरून जात असेल घरी आल्या-आल्या नाही का? पण अशी एखादी अ, भावना आहे का तुमची, जी अ, कोणत्याही वातावरणात तुम्ही जास्त व्यवस्थितपणे व्यक्त करू शकता?
हो. हो ना. अं, म्हणजे मी तर म्हणेन, की अ, जसं मी सांगितलं, की मी खूप अप्रोचेबल आहे आणि सगळ्यांसोबत मी एक अ, प्रमाणे बोलते. म्हणजे आदर कुठल्याही लेव्हलवर कोणीही असू दे कवा काहीही वय असू दे. ला एखादं लहान मूल असू दे आमच्या घरातलं किंवा ऑफिसमधलं जे सफाई कर्मचारी असतात, ते असू दे किंवा सीनियर बॉसेस असू दे. त्यांना मी एक सारखं आदर आणि सन्मान देते आणि हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्या अवतीभोवती जितकी माणसं आहेत, माझे कुटुंबीय असो किंवा माझे ऑफिसचे टीम मेंबर्स असो किंवा माझे सीनियर्स असो, त्यांना माहिती आहे की मी सगळ्यांचा आदर हे ए एक प्रमाणे करते. कोणाला असं वर-खाली, तुझं पोस्ट लो आहे म्हणून तू माझ्या खाली आहे आणि मी तुला डॉमिनेट करणार किंवा मी तुझ्यासोबत अ, वाटेल तसं वागणार, असं नाहीये.
हां. हां. किती छान! हं. हं. अ, हं. किती छान. आणि तो आदर तुम्हाला पुन्हा रिटर्नमध्ये मिळतही असेल नाही का?
हो, हो. ते सहजच आहे ना. जसं मी सांगितलं, की आदर आणि सन्मान ही गोष्ट आपल्याला कमवावी लागते. आणि जर का आपण समोरच्या माणसांशी प्रेमानं वागलो, आदर सन्मानाने त्यांच्याशी बोललो, अ, येता-जाता आपण त्यांना विचारलं, म्हणजे मी ऑफिसला एंटर झाल्यावर सगळेच म्हणजे असं, 'गुड मॉर्निंग मॅम' असं म्हणतात. तर तेव्हा मी ही माझ्याकडे जर तेवढा फ्री वेळ असला, तर मी ही विचारते, 'बाबा कसा आहेस तू? ठीक आहे ना? घरी तुझ्या बरे आहेत ना?' एखाद्याचं जर लहान मुलं आजारी असेल किंवा काही त्रास असेल त्यांच्या आई-बाबांना, तर मी त्यांचं विचारते की, 'ते आहेत ना बरे आता?' काही जर लीव वगैरे हवी असेल किंवा काही मदत हवी असेल, तर सांगा मला. आणि आपण काही ते सोल्युशन काढू. तर त्यांना पण असं बरं वाटतंय की बघा, आमची प्रत्येकाची माहिती हिला आहे. आणि हिला जाणीव आहे, की आम्ही इतकं काम करतोय आणि ते ती अप्रिशिएट करते.
खूपच छान. हं. हां. हं. हां. बरोबर. हं, हं. खूपच छान. असं कधी झालंय का हो, की घरी तुम्ही तर फ्री असता किंवा आईची छोटीशी लाडकी मुलगी असता, पण तुमचा तो स्वभाव कधीतरी तुम्ही चुकून बाहेर दाखवला आणि त्याचा गैरफायदा घेतला गेला कोणाकडून?
हं. <laughs> हं, हो. म्हणजे असं होतं ना, की आपला जर स्वभाव खूपच चांगला असला, तर लोकं त्याचा फायदा पण उचलतात, असंही होतं. तर एक वेळेस असं हं, सॉरी, झालं होतं, की अ, मी एखाद्या कलीगला सांगितलं होतं, की जर का तुम्हाला काही आर्थिक मदत हवी, तर त्यांचे कोणी कुटुंबीय होते हॉस्पिटलला. तर मी मदत केली होती आणि त्यांनी म्हणालं होतं, की ठीक आहे, आम्ही बाबा इतक्या महिन्यांमध्ये तुम्हाला ही रक्कम पुन्हा देऊ. पण ते तसं काही घडलं नाही. आणि मग मला कळलं की अ, जास्ती असं काही प्रॉब्लेम नव्हती त्यांना आणि त्यावेळेस ते स्वतःही अ‍ॅडजस्ट करू शकले असते, पण तरीही माझ्याकडनं ती आर्थिक मदत घेतली आणि नंतर मग पुन्हा ते देण्यासाठी खूपच जास्त वेळ घेतला होता.
हां. हां. अरे.
मला असं वाटतं, की थोडं आपण जरा सांभाळून राहायला हवं आणि आपल्या चांगल्या स्वभावाचा दुसऱ्यांनी गैरफायदा उचलू नये, याची काळजी घ्यावी.
म्हणजे हो ना. थोडंही लिनिएंट राहिलं, की लगेच त्याचा गैरफायदा घ्यायला सगळे बसलेलेच असतात, नाही का. पण अ, त्याच त्याच उलट झालंय का? म्हणजे ऑफिसमध्ये तुम्ही कडक असता, हिटलरसारख्या असता आणि चुकून कधीतरी घरी येऊन हिटलरसारख्या वागल्यात आणि मग आई म्हणलीये, ए, चूप बस?
हो, खरंच. हं, हं. हं. <chuckles> हो, हो. तसं झालंय दोनदा, तीनदा. म्हणजे ऑफिसच्या कामात <chuckles> ऑफिसच्या कामात मी 1 दिवस खूप अशी बिझी होते आणि जास्तच काम होतं. तर त्यामुळे काय होतं, की घरी जाऊन पण एखादी कॉन्फरन्स होती, माझी अटेंड करायची. तर अ, मी माझ्या रूममध्ये होते आणि मीटिंगमध्ये होते. तर मीटिंग झाली आणि मला मीटिंगच्या अ, वेळेस ऐकू आलं, की आईनं बाहेरून हाक मारली मला आणि मला काहीतरी सांगितलं. त्यावेळेस मी मीटिंगमध्ये होते ना, तर मी उत्तर देऊ नाही शकले. पण मीटिंग 5-10 मिनिटानंतर संपली आणि मग मी अ, परत आईचा आवाज आला. म्हणाले, "काय आहे? मीटिंगमध्ये आहे ना मी. असं काय वागतेय, म्हणजे शांत रहा जरा." तर मी त्याच धुंदीमध्ये होते आणि जसा टोन माझा ऑफिसमध्ये असतो, तसाच सेम टोनमध्ये मी तिच्याशी बोलले. आणि नंतर ती आली, माझ्या रूममध्ये र रागात. म्हणजे आमच्या आईचा ना, राग अगदी नाकावर असतो. ती आली रूममध्ये आणि माझ्या डोक्यावर तिने टपली मारली आणि म्हणाली, तू ना बॉस असशील तुझ्या ऑफिसची. इथे घरात ना, जास्त आवाज वाढवायचा नाही माझ्यासमोर. थोबाडात मारीन तुझ्या. <chuckles>
हो, सांगा ना. ते 2-3 किस्से सांगा. हां. हां. हं. <chuckles> हं. हो. ओह, अच्छा. हं. <chuckles> <chuckles> किती छान. म्हणजे हिटलरलाही कोणीतरी अ, जाब देणारं आणि अ, तारेवर ठेवणारं, बरोबर आहे कोणीतरी असं म्हणता येईल.
<chuckles> हो ना, मग मी हसली आणि म्हटलं, "अगं! सॉरी ना माझी मीटिंग होती आणि त्यात तू काय एवढी मोठ-मोठयाने बोलते. माझे बॉस काय विचार करतील, की ही बघा ऑफिसमध्ये सगळे हिला घाबरतात आणि इथे घरी बघा."
अ, घरी कोणीच ऐकत नाही. बरोबर आहे. मग मग ही भावना ही थोडीशी अवघड आहे ना हो, की ते एक इमेज मेंटेन करून ठेवणं. हे कितपत अवघड जातं तुम्हाला? ठीक आहे. घरी तर आपण नाही करत इमेज मेंटेन, पण बाहेरची ती इमेज सोशल मीडिया आज इतकं असतं, आपण WhatsAppच्या स्टेटसवर काय-काय टाकतो. तर ही काळजी तुम्ही कशी घेता बरं?
हं. हं. म्हणजे अ, काय आहे ना, की <chuckles> जर आपली सीनियर पोझिशन असली ना ऑफिसमध्ये, तर हे जरासं अवघड असतं. म्हणजे आपल्याला प्रायव्हसी मेंटेन करणं, हे खूपच आपण म्हणू शकतो. अ, आपल्या कामाचाच एक हिस्सा आहे आणि आपण वाटेल ते पोस्ट किंवा फोटोज नाही टाकू शकत, नाहीतर ती आपली इंप्रेशन ऑफिसमध्ये खराब होईल. तर अ, ह्यासाठी मी काय करते ना, की मी आमच्या कुटुंबियांचा एक ग्रुप अ, सेपरेट फॅमिली ग्रुप बनवून ठेवलाय. मग आमचे जे काही पर्सनल फोटोज किंवा काही आम्हाला शेअर करायचं असलं, तर आम्ही त्याच्यावरच शेअर करतो आणि माझ्या घरच्यांना पण माहिती आहे, की आपण अ, हिच्या स्टेटस आणि पोस्टवर जास्ती काही असं नको ते कमेंट्स नको करायला. कारण तिथे ऑफिसचे हो. सोशल मीडियावर म्हणजे Facebookवर, Instagramवर अ, बाकीचे ऑफिसचे माणसं पण कधी-कधी आपल्याला फॉलो करतात ना आणि जर का आपल्या Facebookवरती असं काही एखादं जर कुटुंबियाने काही फनी कमेंट केलं, तर मग ऑफिसमध्ये आपली मग मस्ती-मजाक होऊ शकते, त्याचा थट्टा होऊ शकते.
हं. बरोबर. हो. अगदी. हो. बरं. अच्छा. अ, म्हणजे सोशल मीडियाच्या. हां. हो. हं. बरोबर.
तर त्याची थोडी काळजी घेते.
म्हणजे ती इमेज डिस्टॉर्ट व्हायला काही वेळ लागत नाही.
हो.
मग अ, अशी घुसमट नाही होत कधीतरी? अ, एक फ्रीडम कुठेतरी गेलाय, असं नाही वाटलं कोणत्याही क्षणी तुम्हाला?
हां. म्हणजे सुरुवातीला असं वाटायचं, पण त्यानंतर मला ऑप्शन्स कळले ना, समजले आपल्याला, की आपण अ, सेपरेट आपलं प्रायव्हेट एक कुटुंबियांसाठी आपला एक WhatsApp ग्रुप ठेवू शकतो आणि Instagram लॉक करू शकतो आपण, की जेणेकरून ऑफिसच्या माणसं तिथे आपल्या पर्सनल Instagramवर येईल येणारच नाही, जॉइनच नाही होऊ शकत. आणि काय आहे ना, की Facebook एक प्रोफाइल मी ठेवली आहे पब्लिक प्रोफाइल आणि दुसरी प्रोफाइल फक्त आमच्या कुटुंबियांसाठी ठेवलीये. ती लॉक्ड प्रोफाइल असते. तर असं आपण दोन प्रोफाइल मेंटेन करून आपण अ, व्यवस्थितपणे हे सोशल मीडिया पण वापरू शकतो.
हां. हं. बरोबर. हं, हं. बरोबर. नक्कीच, म्हणजे आणि ती गोपनीयता आपण राखू शकतो आपली. मग शेव
हो. एक प्रायव्हसी तर हवीच ना, म्हणजे पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मला वाटतं, की सगळ्यांनी वेगळी ठेवावी.
हं. खरं खूपच चांगली गोष्ट आहे ही. शेवटी मला हेच विचारायचंय, की ह्या सगळ्या गोष्टी करताना घरात किंवा बाहेर आपली इमेज टिकवून ठेवताना आणि सगळ्यांशी चांगलं वागताना प्रामाणिकपणा हा किती महत्वाचा असतो, असं वाटतं तुम्हाला?
हं. खूपच महत्वाचा असतो. कारण अ, जर का प्रामाणिकपणा नसला ना, तर मग दुसऱ्यांना ते कधी ना कधी समजून येतं आणि मग ते आपलं आदर सम्मान इतकं करत नाहीत. म्हणजे त्यांना असं वाटतं ना, की हा व्यक्ती समोरचा जो आहे, तो बोलतो एक आणि करतो दुसरं. मग ते बरोबर नाहीये. आणि ते कुठे ना कुठे असं चीटिंगसारखं वाटतंय, एक फ्रॉड व्यक्ती वाटतो तो समोरचा. प्राणा प्रामाणिकपणा आपल्या कामाच्या ठिकाणी आणि आपल्या कुटुंबियांसोबत दोन्ही ठिकाणी खूपच महत्वाचं आहे.
हं. हां. खरंच. खूपच छान. म्हणजे अ, हिटलरशी बोलून छान वाटलं असं नाही म्हणणार. पण ही तारेवरची कसरत करणारी मुलगी खूपच छान अ, वागते सगळीकडे आणि जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे वागते. हे बघून कौतुक तर वाटलंच, पण तुमच्याबरोबर संवाद साधूनही खूप खूप आनंद झाला मला. तुमचे खूप खूप धन्यवाद.
<chuckles> मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुमचंही खूप, खूप धन्यवाद.